आपलं शरीर अनेकदा आपल्याशी बोलतं. थकवा, वेदना, चिडचिड, झोप न येणं यासारख्या संकेतामधून ते सांगतं, की आता थांब. विश्रांती घे, पण आपण ते ऐकतो का?
हं. हं.
आपल्या शरीराच्या संकेताकडे लक्ष देणं ही स्वतःची काळजी घेण्याची पहिली पायरी आहे. तर तुम्हाला कसं कळतं, की तुमचं शरीर थकलं आहे?
हं. हं. अगदीच. म्हणजे जेव्हा साधं काम पण जेव्हा अवघड वाटू लागतं ना, असं डोकं दुखतं किंवा अ, चिडचिड होते. तेव्हा समजायचं, की शरीर म्हणते "बास, आता थोडा वेळ विश्रांती घे थोडा वेळ" अ, म्हणतात आरामात बस तेव्हाच मला कळतं, की आपल्या शरीराला थोडी विश्रांतीची गरज आहे.
हो. अच्छा. मग तुम्ही तुमच्या शरीराच्या अ, थकव्याकडे दुर्लक्ष करता का कसं?
आधी मी करत होते, म्हणजे मला किती जरी कामाचा ताण जरी असला ना तरी मी दुर्लक्ष करायचे. मला असं म्हणायचं काहीच नाही ठीक तर आहे, सगळं नॉर्मल आहे अ, आणि मग नंतर मला रियलाइज झालं मग अ, एक वेळ अशी आली, की मला थोडंसं वीकनेस जाणवतो किंवा जेव्हा मी कंटिन्यू लॅपटॉपकडे बघते ना, तर माझ्या डोळ्यातनं असं पाणी येत येणं किंवा थोडी अशी चक्कर आल्यागत जाणवणं, तसं होत होतं, पण मी दुर्लक्ष करत गेले. आणि नंतर मग मी म्हणलं, की नक्की काय होत आहे आपण एकदा ते चेकअप करावं. आणि तेव्हा कळलं, की ते विटॅमिन बी 12 आहे ना, त्याची डेफिशियन्सी होती म्हणा किंवा थोडं कामाच्या स्ट्रेसमुळं ते झालं आणि तेव्हापासून मी खूपच केअर घ्यायला लागली मग.
अरे बापरे! हो. अरेच्चा! हो, हो, हो. अरे बापरे! मग काय केलं तुम्ही मग?
तेव्हापासून मग मी हे ठरवलं, की असं कंटिन्यू 8-9 तास एका जागेवर बसून राहिलं की नाही, तर ते चांगलं नसतय. हेल्थला पण चांगलं नसतय, मेंटली पण आपल्याला स्ट्रेस खूप जाणवतो. तर छोटी-छोटी जी ब्रेक्स असतात ना कामाच्यायामध्ये, ते घेतले पाहिजेत. म्हणजे जास्त नाही किंवा 1-2 मिनिटं जरी आपण थोडं बाहेरून चालून आलो किंवा अ, थोडंसं म्हणतात ना, कधी-कधी गाणी ऐकले 5 मिनिटं, 5-10 मिनिटं गाणी ऐकले किंवा शांत डोळे बंद करून, जरी बसलो ना तरी ते आपल्याला खूप उपयोगाचं ठरतं.
हां. हो. अच्छा! हो. मग तुम्हाला असं कसं कळतं की विश्रांती घ्यायची वेळ आता आलेली आहे, की कसं ओळखता तुम्ही?
हां. ओळखते ना म्हणजे आता 8-9 तास कंटिन्यू मी पहिली बसायचे, पण आता नाही बसत. आता मी छोटे-छोटे ब्रेक्स घेते. अ, माझं मी ठरवलेलं असतं, की प्रत्येक 2 तासांनी थोडातरी ब्रेक घ्यायचा. कधी पाणी प्यायसाठी उठायचं किंवा असं चालून यायचं आणि कळतं, कळतं म्हणजे कसं की अ, एक वेळानंतर आपल्याला मन करत नाही कामात. असं वाटतं अजून किती करायचंय, कधी उरकणार? मग तेव्हाच म्हणते की बास आता मला वाटतं आता हीच वेळ आहे ब्रेक घ्यायची.
अच्छा. हो, हो. हां. अरे वाह! नाही अ, नक्कीच बरोबर आहे, की 2-3 तासात 1 ब्रेक घ्यायला पाहिजे आणि चाललं पाहिजे ते चांगलंच असतं शरीरासाठी. मग शरीर थकलं, तर त्याचा मनीव मनावर परिणाम काय होतो?
हं, हो. हो, नक्कीच. म्हणजे जर अ, जर शरीराने थकलो, तर आपलं मन पण थकतंच. ते एक मला वाटते, अ, कनेक्टेडच असते ते एकमेकांना.
हो, नक्कीच. आणि मग तुम्हाला थकवा आला, की अशी कोणतीही गोष्ट करता तुम्ही ज्याने तुम्हाला असं शांत करते ती गोष्ट?
हं. अ, पहिलं तर मी आहे ना, थोडं असं दीर्घ श्वास हे घेते. किंवा बसल्या जागेवर जर माझ्याकडे खरंच वेळ नसेल ब्रेक घ्यायला पण, तर मी बसल्या जागेवर थोडे असे स्ट्रेचेस हे केले ना, तरी थोडा रिलीफ भेटतो. अ, आता जर अ, एकदमच म्हणा ना, की आता 5 दिवस जर कंटिन्यू ऑफिस असेल तर सॅटरडे, संडेला थोडं बाहेर जाणं, वीकेंडला थोडं फ् कुटुंबाबरोबर फिरणं, तर त्यांनी पण रिलीफ भेटतो. ते डिपेंड करते की तुम्हाला, किती ब्रेक हवा आहे, म्हणजे एक दोन मिनिटाचा हवा आहे, 5 मिनिटाचा हवा आहे किंवा 1-2 दिवसाचा हवा आहे. मग त्याच्यानुसार मग मी डिसाईड करते की काय केलं पाहिजे.
अच्छा. अच्छा आणि मग तुम्ही आता म्हणाले, की तुम्ही थोडं वीकेंडला जाता किंवा बाहेर जाता, तर असं कुठं जाता की जेणेकरून तुमचा थकवा निघून जातो?
मला मग मोस्टली अशा निसर्गरम्य जागेत फिरायला खरंच खूप आवडतं अ, आणि मी खरंच खूप एन्जॉय करते आणि खास करून गर्दी लोकांपासनं लांब. <chuckles>
अरे वाह! <chuckles>
जिथंकरून जेणेकरून शांती असेल आणि मला ते निसर्गाचा जो आवाज असतो ना, शांततेत पण एक आवाज असतो म्हणतात. जसे की समुद्राचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, झाडांचा जेव्हा असं वारा आल्यानंतर जेव्हा पानं हालतात ना त्याचा आवाज, मला ते अनुभव घ्यायला खरंच खूप आवडतं आणि जेव्हा मी त्या वातावरणातनं परत जेव्हा मी कामाला बसते ना किंवा कामाला चालू करते तर खूप मला ऊर्जा भेटते.
हो. हो. खूपच छान आणि मग या आता म्हणतात ना, या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला अ, झोप किती महत्त्व देते? किंवा किती चांगली ठरते थकवा घालवण्यासाठी?
हं. झोप हो, झोप खरंच खूप अ, महत्त्वाची आहे. आपण कधी-कधी कामाच्या इतक्या आहारी जातो. की आपण ते विसरतोच की झोप आपण अ. झोप पण तितकीच महत्त्वाची आहे घेणं. प्रत्येकाला मला असं वाटते 8 ते 9 तास ही झोप तर घेतलीच पाहिजे.
अच्छा. नाही, नाही ते बरोबरच आहे. 8-9 तास झोप घेणंच आहे. त्यावरनं फ्रेश वाटतं.
हं. हो.
पण असं म्हणतात ना की अ, शरीराचं ऐकणं
हं.
म्हणजे अ, काय वाटतं तुम्हाला?
बऱ्यापैकी मला असं होतं काही लोकांना असं वाटतं, की शरीराचं ऐकलं म्हणजे ती एक दुर्बलता अशी वाटते. पण मला नाही वाटतं ती दुर्बलता. तो एक शहाणपणेचे खूण आहे, असं मला वाटतं किंवा कधी अ, आपल्याला अ, असं वाटतं की अ, माझे पाय दुखतायत, माझं डोकं दुखतंय, पण आपण ते कुणाला सांगत नाही, की आपल्याला असं वाटतं, की समोरच्या व्यक्ती समजेल, हिचं वय झालं की काय किंवा <chuckles> ही हिला म्हणजे वीकनेस आहे किंवा ही हेल्दीच नाही आहे, असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही आहे. आपल्याला जर खरंच काही त्रास होत असेल, तर आपण तो सांगितला पाहिजे. त्याच्यावर काहीतरी वेळेत उपाय निघू शकतात.
हो. हां, हं, हं. नक्कीच. हो. ते आहे नक्कीच. उपाय निघू शकतात. तर असंच अ, तुम्ही कधी थकव्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते केल्यानंतर तुम्ही आजारी पडला आहात का?
अरे तेच तर, की आधीच जसं सांगितलं तसंच झालं की मी क म्हणजे पहिले तर 10, 12 तास मी काम करायचे, करायचे आणि करायचेच. मला काहीच कळत नव्हतं. का माहित नाही, पण मी इतके त्या कामाच्या आहारी गेले होते की बास. पण त्यातनं नंतर मग मला थोडं-थोडं, हळू-हळू, मला डोकं दुखायला लागलं. माझ्या डोळ्यातून कंटिन्यू बसल्यामुळं पाणी यायला लागलं. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही थोडं तरी वर्क लाईफ हे बॅलेन्स ठेवा किंवा थोडं कामाचा जो ताण आहे, तो थोडा कमी करा. तर अ, आणि हे मी नक्कीच मी स्वतः तर शिकले, पण माझे जे काही घरात जे पण काही ऑफिसमध्ये जातात माझे हसबंड म्हणा, दीर म्हणा, मला वाटते त्यांना पण मी सांगते अन् त्यातून ते पण शिकले असतील खरंतर.
हां. अच्छा! ओह! हो. अरे वाह! खूप छान. आणि मग तुम्ही या शरीराची भाषा ओळखायला तुम्हाला किती वेळ लागला, की मी आता असं म्हणताय ना तुम्ही, की तुम्ही पहिले 10-12 तास कंटिन्यू बसायचे, मग हे तुम्हाला अचानक केव्हा कळलं, की आता बस झालं हे त्रासच होतोय मला खूप. कारण की ह्याच्या आधी आधी पण सिम्प्टम्ज़ दिसायचेच ना?
हां. खूप वेळा हो आधी पण दिसायचेस, बॅक पेन व्हायची, तर मग अ, ते मला कळायला लागलं, की काहीतरी नॉर्मल नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे, ठीक आहे? आपलं कसं सर्दी-खोकला आला, की ते आपण नॉर्मली ते जसं ट्रीट करतो, तसं हे नव्हतं ना. तर ते मला कळलं अ, मी वेळेत माझ्या घरच्यांना सांगितलं वेळेत त्याच्यावर ट्रीटमेंट केली आणि अ, त्यातनं पण मी खूप मोठा धडा घेतला आणि मला वाटतं आहे आता सगळंच ठीक आहे.
हो. हो. अरे वाह! खूपच छान आणि मग तुम्ही म्हणालात की तुम्हाला बी12ची कमी झाली होती, नाही का, अ, त्या थकवायामुळे. तर मग तुम्ही त्यासाठी, शरीराचं पोषण असं योग्य कसं करायला चालू केलं, कारण की त्यानंतर तुम्हाला अ, परत-परत पोळ्या खाणं तर जमणार नव्हतं. तर ते पोषण कसं वाढवलं?
हं. हं. हं. हं. हो. हो, हो. हो आणि मी खरं सांगायला विसरले, की माझं जे आहे ना, तर मी नाईट शिफ्टमध्ये मी काम करते, <chuckles> तर ते हो म्हणजे अ, कामाची जी वेळ असते ना, ती अ, संध्याकाळी 8:00 ते पहाटे 5:00 पर्यंत आहे. तर अ, त्यामुळे बी ट्वेलची मला डेफिशियन्सी झाली कारण मला सूर्योदय हे काहीच भेटलं नव्हतं. कारण मी जर 5:30 वाजेपर्यंत जर काम करत असेल, तर मी दिवसा डेफिनेटली 10:00 पर्यंत तरी मला विश्रांती पाहिजेच. मला 8 तास झोप तर अशी कंटिन्यू भेटतच नव्हती. कारण तुम्ही बघितलं तर 5:30 ते 10:00 मला वाटते 5 तास होत आहेत, फक्त. तर ते हे काही कारण होतं त्याच्यामुळं मला वाटते त्रास झाला.
हां. ओह! त्यामुळं. अरे बापरे! हां. हो. अच्छा. म्हणजे व्हिटॅमिन बी-ट्वेल्व्ह अ, कमी होतं का व्हिटॅमिन डी?
व्हिटॅमिन अ, डी म नाही, कसं आहे ना, व्हिटॅमिन बीट्वेल्व कमी होतं, पण ते एक आहे, की ते मला बोलले की तुम्हाला सो सनलाइट पण भेटत नाही आहे. तर ते व्हि कमी होऊ नये, तर त्यामुळं तुम्ही सनलाइटमध्ये पण बसा.
अच्छा. हां, व्हिटॅमिन डीची पण कमी झाली म्हणजे. अच्छा! नाही, नाही. बरोबर आहे. आणि मग अ, तुम्हाला वाटतं का, की शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत?
हं, हं. हो. नक्कीच, म्हणजे अं, कसं होतं ना, की जर आपण शरीराने जर आपण थकलो असू तर आपल्याला काही करण्याचा उत्साहच वाटत नाही. आपल्याला खूप आळस येतो, खूप राग-राग येतो आणि काही करूच वाटत नाही. मग तसं तर माझं बरोबर होतंच होतं.
नक्कीच. आणि मग असं अ, म्हणतात ना, की असं लोकं म्हणतात की शरीराचं ऐकणं म्हणजे आत्मप्रेम वाटतं का?
अ, नाही, मला बिलकुल नाही वाटतं शरीराचं ऐकणं म्हणजे आत्मप्रेम. अ, थोडंफार शरीराचं ऐकलंच पाहिजे. आपल्या शरीराला आपण म्हणतात ना, की काय गरज आहे ते काय त्याला किती अ, रेस्ट पण पाहिजे. त्याला काम पण पाहिजे. कामाची पण त्याला तितकीच गरज पाहिजे शरीराला. रेस्टची पण पाहिजे. त्याच्याकडं थोडं म्हणतात ना, की त्याला आहार जो आहे ते पण प्रॉपर दिला पाहिजे.
हो. नक्कीच. आणि मग तुम्ही त्या शरीराच्या थकव्याला कधी असं महत्त्व दिलं नाही याची खंत वाटते का?
आत्ता नाही, मी जेव्हा आजारी पडले ना, आणि ज्या नंतर मला तेव्हा कळलं की हे सगळं माझ्या थोडं अ, निष्काळजीपणामुळे झालं आहे तर तेव्हा मला नक्कीच खूप खंत अ, वाटली, कारण माझ्यामुळे मला तर खूप त्रास झालाच, पण माझ्यामुळे घरच्यांना पण खूप त्रास झाला. घरचं वातावरण जे असतं ना, ते पण अ, घरातली एक लेडीज जरी आजारी असली तरी घरचं वातावरण खूप बदलतं. तर मला त्या गोष्टीची खूप खंत वाटते, आणि खूप वाईट वाटलं मला.
हो. नक्कीच. पण असं बघा ना, म्हणजे म्हणतात ना, की लेडीज असून सुद्धा अ, लेडीजला स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते खूप वेळा. तर तुम्ही त्या थकलेल्या वेळी स्वतःला कसं सावरता?
हं. हो, हो. मी अ, स्वतः मला मी खरंच त्याबाबतीत खूप नशिबवान आहे, की माझे घरचे हे खरंच खूप अ, सपोर्टिव्ह आहेत. मला जरी कधी कामाचा ताण असला, तर ते नेहमी अ, म्हणजे घरच्या कामामधून माध्यमातून ते नेहमी कसं कमी करता येईल, कसं लाईट करता येईल, तर घरात काहीतरी अशी चेष्टा-मस्करी असं वातावरण, हसतं-खेळतं ते वातावरण ठेवतात. किंवा जरी मी ऑफिसमधून आली आणि मला ते माझ्या जर चेहऱ्यावरून दिसत असेल, की खरंच खूप थकली आहे, तर माझ्या सासूबाई म्हणतात की, "तुम्हाला मी चहा बनवून देऊ का? आपण आज ह्या गप्पा मारूया." तर त्या खरंच मला खूप छान वाटतं त्यांनी.
अरे वा! हां, हां. अरे वा! अरे, म्हणजे खूपचं अ, चांगलं आहे आणि तुम्ही ते थकल्यानंतर तुम्हाला ते गप्पा मारल्या की खूप चांगलं वाटतं का नक्कीच?
हो, नक्कीच, मी अ, त्यांच्याबरोबर अ, जे काही माझे कामातलं अ, ताण आहे, तो मी थोडा शेअर करते.
अरे वाह! नाही खूपचं अ, छान आहेत आपले घरचे, नाही का. मग असं तुम्ही अजून काही करता म्हणजे असं थकवा आला आणि तुम्ही ते घालवण्यासाठी असं संगीत वगैरे ऐकता किंवा एखाद्या मित्रमैत्रिणीशी बोलता?
हं, हं. हां. हो, हो. मला अ, संगीताची प्रचंड आवड आहे. आणि अ, म्हणजे कधी पण मला जर वेळ भेटला ना थोडाफार, तर मी त्यावेळेस संगीत ऐकते किंवा अ, मला तर कधी-कधी मला तर असं आहे की घरचे जेव्हा मी कामं करते ना, तर मोठ्याने स्पीकर लावूनचं ते चालू असतात माझे. <chuckles> तर ते पण एक आहे, पण कधी कधी असं होतं की आपल्याला थोडी लाईट म्युझिक हे ऐकायचे असतात. थोडं डोक्याला शांती हे मिळावी, तर नक्कीचं मी संगीत ऐकते.
अरे वाह! <chuckles> हां, हां. आणि संगीतात तुम्हाला कुठलं म्हणजे, अ, जास्त आवडतं ऐकायला?
ते डिपेंड करतं माझं मूड काय आहे. <chuckles> जर मला जर कामाचा जर स्ट्रेस असेल आणि जर मला थोडी शांती पाहिजे असेल, तर मी थोडं लाईट म्युझिकचं ऐकते, आपली मराठी गाणे ऐकते किंवा कधी-कधी माझा अ, मूड चांगला आहे काहीतरी अ, म्हणतात ना, उत्साह मा उत्साह आहे आणि मी काहीतरी काम करते. तेव्हा मी एकदम मोठ्या मोठ्याने आपली हिंदी, हॉलिवूड गाणे लावते.
<chuckles> हां, हां. अच्छा. नक्कीच. आणि मग तुम्ही आता याच्यापुढं परत असा तुम्हाला परत असं म्हणतात ना जबरदस्तीने काम न करण्यासाठी या परत असा थकवा न येण्यासाठी शरीर जेव्हा थांब म्हणल तेव्हा तुमची अ, काय असेल म्हणजे तुम्ही काय कराल परत?
हं. हं. हं, हं. नक्कीच. मी अ, आता तर मी शरीराचं नक्कीच ऐकते. तर अ, कधी असं वाटलं की थोडा लोड होत आहे तर आपलं 5 मिनिटं थोडा ब्रेक घेते. अ, कधी-कधी अ, म्हणजे आता कामाच्यामध्ये डेफिनेटली मी योगा तर करू शकत नाही पण मी अ, आता एक नवीन चालू केलं, की मी सकाळी उठल्यावर थोडा योगा करते, थोडं मेडिटेशन करते. त्यांनी काय होतं ती एक नवीन अ, ऊर्जा भेटते म्हणा किंवा आपलं जे माइंड असतं ना, कधी-कधी खूप असं चलबिचल असतं, हे करू का ते करू? करू तर कसं करू? तर त्याने थोडी अशी शांतता भेटते ते पण एक आहे, तर म्हणून मी त्यासाठी योगा आणि मेडिटेशन करत असते.
हो. अरे वाह! हां. हो. नक्कीच अ नाही, खरंच तुम्ही खूप छान सांगितलं की तुम्ही योगा मेडिटेशन करता आणि स्वतःच्या आता शरीराची काळजी घेता आणि 2 तासांनी का होई ना उठता पाणीसाठी किंवा चक्कर मारण्यासाठी जेणेकरून तुमचा थकवा कमी व्हावा आणि घरच्यांशी सुद्धा बोलता जेणेकरून तुम्ही म्हणता ना ते, ते ज्याने पण एक असं अ, शरीर थकलेलं असतं थांब म्हणतं तेव्हा ते एक म्हणतात ना, एक नवीन उत्साह तयार होतो. खूप छान वाटलं मला खरंच आपल्यासंग बोलून आणि खरंच धन्यवाद सगळी माहिती दिल्याबद्दल, आपण खरंच पुन्हा भेटूयात.
हो. हो. कमी व्हावा. हं, हं. हो. नाही तुमच्याशी पण बोलून खरंच खूप छान वाटलं मला पण अ, माझा जो अनुभव आहे तो तुमच्याशी अ, शेअर करता आला आणि मला नक्कीच असं वाटतं की तुम्हाला पण त्यातनं काहीतरी शिकायला भेटलं असेल, आपल्या या कन्व्हर्सेशनमधनं आणि खूप छान झालं आपलं कन्व्हर्सेशन आपण पुन्हा बोलू, पुन्हा भेटू. धन्यवाद.
हो. <chuckles> हो, हो, नक्कीच-नक्कीच. हो, हो, हो. नक्कीच, धन्यवाद.